बरोबर.
आणि त्याच्यावर तुमचा ट्रॅक ठेवला जातो. मग त्यानंतर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, थोड्या आम्ही कमी करायला लागलो की अगदीच गरज असेल, अगदी असं काहीतरी नवीनच बघितलंय आणि दुसऱ्यांना दाखवायचंय घरी, कोणा दुसऱ्याला, तरच त्याचा फोटो काढला जातो. अदरवाईज मी कशी दिसते? माझा ड्रेस कसा दिसतो? या सगळ्या गोष्टी घरच्या आरशात बघा आणि निघा बाहेर.
हं. बरोबर. हं दाखवायचं. <chuckles> हं. <chuckles> हं. नक्कीच आणि बघा ना, म्हणजे काय होतं ना, जसं की आपण ना सेल्फी काढतो, फोटोज काढतो, तर आपला अख्खा दिवस बऱ्याच लोकांचं बघा, बाहेर गेल्यावर त्यांचं अ, म्हणजे ते एन्जॉयमेंट फार कमी करतात, फक्त फोटो काढण्याकडेच हं.
बरोबर. एक्झॅक्टली. तो द मोमेंट मिस करतात. त्या मोमेंटमध्ये जगायला विसरतात. हे बऱ्याच वेळेला झालंय माझ्या मुलांच्या शाळेमध्ये जेव्हा ॲन्युअल डे असतात ना.
नक्कीच. हं.
मुलगा किंवा मुलगी तुमचा परफॉर्म करतोय, अहो बघा तो त्या वर्षात तिथे एकदाच तो ॲन्युअल डेचा परफॉर्मन्स आहे त्याचा. परत तो त्या वर्षात तिथे नाही परफॉर्म करणार आहे. ते बघायचं नाही, ते आम्ही असं मस्तपैकी शूट करतो आणि ते शूट कसं दिसतंय ना ते बघत राहतो. पण मुलाचा डान्स किंवा मुलीचा तो डा परफॉर्मन्स बघत नाही आणि दुर्दैवाने मग कसं असतं ना, की काही दिवसांनी तो तुमच्या मोबाईलमध्ये जागा नाही म्हणून तुम्ही डिलीटसुद्धा करता. म्हणजे तुमच्या मेमरीतही नाही आणि सेलफोनच्या मेमरीतही नाही.
नक्की. हं. कॅप्चर. <chuckles> हं. डिलीट करता. आणि फोनमध्येही नाही. नक्कीच.
हरवला तुमचा तो क्षण, आयुष्यभरासाठी हरवला. तो कुठेच मिळत नाही.
नक्कीच.

<chuckles> खरंतर खूप छान शब्द वापरला आहे, डिजिटल डिटॉक्स.
डिटॉक्स <chuckles>
कारण मला आजपर्यंत ग्रीन टीने बॉडी डिटॉक्स करतात वगैरे ते माहिती होतं. पण अ, येस काही गोष्टींचा खरोखर इतका अतिरेक होतो ना, आयुष्यामध्ये की त्या डिटॉक्स व्हायलाच हव्यात आणि ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय डिजिटल डिटॉक्स ते म्हणजे मस्ट आहे.
हं. हं. बरोबर. हं.
एवढं वेढलेलो आहोत ना, आपण की आपल्याला कधी-कधी ना, कळतच नाही की अरे! आपण नक्की कशात काय करतोय? म्हणजे रिअल आणि व्हर्चुअल मधला हा जो काही, रिअल आणि रीलमधला जो काही फरक आहे ना, तो फार आता धूसर झालेला आहे.
बरोबर. हं. फरक. हां. हं.
आता परवाचीच गोष्ट सांगते. त्या दिवशी ना, मी असं नेहमीप्रमाणे आपली कामं करत होते. अचानक आले मी किचनमध्ये आले. किचनमध्ये, हे मला काय पाहिजे? मी कशाला आले किचनमध्ये? हे शिट. <tsk> मला काय नाही लक्षात. मी परत जाऊन बसते. मी परत जागेवर जाऊन बसले. मला मला कळेना नंतर ना, परत असं झालं. मी काहीतरी भ भाजी आणायला काहीतरी मार्केटला गेले आणि तिकडे जाऊन बघते तर अ, काही गोष्टी आणल्या मी
हां. हं. हं. हं, हं. विसरले. हं, हां. हं. हं. हं. हं.
पण ज्या इम्पोर्टंट म्हणजे हव्या होत्या मला. ज्याच्यासाठी मी ॲक्चुअल गेले होते, त्याच आणायला विसरले.
गेले होते. हां. नक्की. असं होतं आपल्या सोबत. म्हणजे आपल्याला काहीतरी हं.
आणि एवढं म्हणजे ना, एकाच दिवसात 2-3 वेळा ह्या गोष्टी झाल्यामुळे ना, म्हटलं असं काय झालं माझ्याकडनं? सकाळी पण ते असे उठले आणि किचनमध्ये शोधतेय कायतरी हवंय. ते मला माहितीच नाही काय हवंय? रात्री मी ह्या गोष्टीवर विचार करत होते आणि तेव्हा ॲक्चुअल 1 रीलच आली. तिने सांगितलं की त्याला ब्रेन फॉग म्हणतात.
हं. हं. हं. हं.

नक्की काय बघायचं आहे.
बरोबर आणि ना मला तेव्हा ना, अशी झोप झोप यायच्याऐवजी असं दचकून जाग आल्यासारखं झालं. बापरे!
हं, तुम्हाला पण वाटलं असेल ना, आपलं पण असंच काहीसं झालंय.
मला पण हेच होतंय. हां, मी तेच म्हंटलं, अरे बापरे! मला पण हेच होतय, मान काही वेळेला अखडल्यासारखी वाटते. कंबर, पाठ काही वेळेला बऱ्याच वेळेला दुखायचे, आता हे झालेलं आहे आपण तेवढे इग्नोर करतो आणि मग त्याच्यावरचे उपाय जेव्हा मी शोधले तेव्हा कळलं, की आपल्या बॉडीला आता बॉडीपेक्षा ब्रेनला आता डिजिटल डिटॉक्सची गरज आहे.
हं. बरोबर. नक्कीच. हं. अरे बापरे! हं.
आता तुम्ही म्हणाल हे डिजिटल डिटॉक्स काय आहे? तर दिवसातून, दिवसातून किंवा आठवड्यातून तरी किमान काही तास तुमचा मोबाईल, तुमचे लॅपटॉप, तुमचे टॅब, टीव्ही कोणतीही स्क्रीन ह्यापासून दूर राहा.
नक्कीच, माझ्या मनात असं आलं की हं, हं. हं. हं. अच्छा! मग मला सांगा आता तुम्ही जसं म्हटल, यापासून दूर राहायला हवं मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप. पण हे प्रत्यक्षात सुरुवात कशी करता? म्हणजे छोट्या-छोट्या ह्याच्यापासून मर्यादा घालता, की लगेचच आता जसं तुम्ही म्हटले, की तुम्ही रील बघितले तर लगेचच झालं का याला सुरुवात, की आपण चला आता फोन बाजूला ठेऊ, लॅपटॉप बाजूला ठेऊ किंवा टीव्ही कमी बघूया?
बरोबर. हं, हं. हं, हं. <chuckles> नाही. तुम्ही चिप्स खाल्लेत का कधी?
हं, हं. हं.
चिप्स खाल्यावर एक चिप्स खाऊन पोट भरतं का?
नक्कीच नाही तो हां. <chuckles>
डायटवाला माणूस पण अर्ध्याच्या वर खातो ना चिप्स. अर्ध्या पॅकेटच्या वर.
आणि अर्ध्या पॅकेटच्या वरही खातो अन् कधी-कधी तर असं होतं की परत दुसरा हं.
आपली ती अवस्था झाली आहे. आपली ती अवस्था झाली आहे. जेव्हा आपण मोबाईल बघायला लागतो किंवा आपण कोणताही काम लॅपटॉपवर, स्क्रीनवर करत असतो, तेव्हा आपली ती अवस्था झालीये, की आपण म्हणून सांगूनही 5 मिनिटात बाजूला ठेवू शकत नाही ते. ते चिप्ससारखा प्रकार झालाय, आपल्याला ते एडिक्ट झालो आहोत आपण आणि पहिला-पहिला तर एवढं कठीण गेलं मी खरं सांगू, नोटिफिकेशन्स किंवा WhatsAppचे जे आपले येतात ना नॉर्मल फॅमिली ग्रुपचे वगैरे नोटिफिकेशन्स तेही म्हणा किंवा रील्स एका सर्टन जे आहेत.
हं. नक्कीच. हं. हं. बरोबर आहे. हां.